अरे वाह! हां.
मग अ, बी अशी जमिनीच्या पोटात शिरते आणि थोड्या दिवसांनी छान त्याला अशी पालवी फुटते. अशी ती गोष्ट आहे. तर अ, ती गोष्ट सांगून, सांगून, सांगून आणि ऐकून, ऐकून ना त्याची पाठ झाली होती आणि मग त्याला हे शब्द यायला लागले, की "सूर्य बप्पा आला, मग बीला कसं वाटलं? उबदार." असं म्हणायचा तो.
हं. अरे वाह! <chuckles> हं. अरे वाह! फुटायला लागले हां, सुचायला लागले. ओह! <laughs> म्हणजे
मग पाऊस पडल्यावर बीला काय झालं? थंडी वाजली.
हां, म्हणजे त्याच्या म्हणजे भाव उमटायचे थोडक्यात त्याच्यात आणि त्याच्या भाषेत तो म्हणायचा तसं.
हां, आणि हां, आणि त्या भावांना समर्पक शब्द ही तो अ, सांगू शकला. हां, आणि मग त्याला थंडी वाजली की तो मला सांगायचा, "आई, मला बि शालखी थंडी वाजते." असं. <laughs> माहीत होतंय? हां, तर मग तो असं रिलेट करायला लागला. मग अ, ते आमचं एक फेव्हराइट गाणं आहे की "अट्टू आणि गट्टू फिरायला चालले, फिरायला चालले, फिरायला चालले. जाता-जाता चालले जंगलातून." मग ह्या या गाण्यातून पण बऱ्यापैकी व्होकॅब अ, डेव्हलप होते की वाघाची डरकाळी, कोल्ह्याची कुई-कुई. मग त्याच्यात असं आहे की. "जंगलात ऐकली कोल्ह्याची कुई-कुई, वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना भीतीने पळता येईच ना." असं, असं एक कडव आहे. तर मग हे, हे त्याला पाठ झालं आपोआप. आम्ही रोज-रोज तालासुरात म्हणून हां.
सापडायचे. हो, हो. ओ, हो, हो. किती क्यूट! हाऊ क्यूट! वॉव! अच्छा. आ. हम्म. हो ना. हां. हं, हं. वाह, वाह! वाह! वाह! वाह! अच्छा, हां. गोष्टी सांगून, बडबड गीतं म्हणा किंवा काय, तर
हां, मग त्याला कळलं की कोल्ह्याच्या आवाजाला काय म्हणतात कुई-कुई. मग वाघाच्या आवाजाला काय म्हणतात डरकाळी, सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात गर्जना.
गोष्टी. हां.